अ, माझं तर एवढंच अ, टिप्स आहे की जेव्हा तुम्ही असं काही प्रोजेक्ट करतात, तर अ, त्यांना हो, अ, त्यांना काय रुल्स आहे वगैरे सांगून देणं बरं आहे. आणि हां, असं नाहीये की आपण काय जजमेंट वर पास करतोय वगैरे. तर फक्त हा एक अ, ब स म्हणजे कसं आहे ना की नवीन लोक जे येतात. हां, गेट टूगेदरसारखं. नवीन लोक जे येतात ना, अ, ते थोडं अनकम्फर्टेबल असतात, त्यांना कम्फर्टेबल क करायचंय आणि त्या निमित्त आम्ही बाहेर अ, फिरायला जाणार आहोत. तर आपलं काय स मन सुद्धा खूप आनंदात असतं. तर आपण जेव्हा मन आनंदात असतं, आपण हॅपी असणार, तर ते आपण पुढे सुद्धा अ, ने अ, करतात असंच अ, त्याप्रमाणे. आणि एखादी थोडी सेव्हिंगसारखं पण सुद्धा होतो, म्हणजे त्या निमित्ताने. असं बघतो आम्ही.
हां. हां. अच्छा. हां. हां, हां. गेट टुगेदरसारखं. <laughs> हं. <inhales> हां, हां, हां. बरोबर. हं, हं, हं. हं. नक्की. <coughs>